अ, हो, मला असं वाटतं की अ, कपडे आपण जे घालतो ना, त्याने तर आत्मविश्वास वाढतोच, पण जे आपल्याला सूट होणारे कपडे घाला ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात खूप की अ, असा ट्रेंड चालू आहे किंवा मग त्याने घातला आहे म्हणून किंवा असं करू नका, जो आपल्याला रंग छान दिसतो, जो रंग आवडतो तशा कपडे घाला. जेणेकरून तो आपल्याला अ, छान आणि अ, आपण बोलतो ना की अ, लूज कपडे जास्त घाला की एकदम फिट वगैरे कारण की ते कम्फर्टेबल नाही होत आपल्याला आणि मग आपल्या आपण ते कपडे इकडे-तिकडे खेचण्यामध्येच आपलं लक्ष इकडे-तिकडे होतं आणि मग आपल्याला असं आत्मविश्वास वाटत नाही, कुणाशी बोलतानाही का माझा ड्रेसवरती झाला का माझा ड्रेस खाली झाला, हे अशा गोष्टी येत जाता. मग मला मग मला असं आहे की अ, माझा भरपूर म्हणजे कपड्यांवरच आत्मविश्वास वाटतो. आता बघा ना आपण जेव्हा घरी असतो तेव्हा अ, म्हणजे आपण नाईट ड्रेस किंवा आपला रेग्युलर ड्रेस असतो तेव्हा मग आपल्याला काय असतं हां, आपल्याला घरीच आहे. मग आपण ते एक फ्रेश मूड नसतो. आळशीपणा असतो आपल्या अंगामध्ये पण हं. पण जेव्हा आपण अ, म्हणजे असं कॉलेजला जायचंय किंवा बाहेर जायचंय, फिरायला जायचंय, तर आपण एक कसं अ, वेअर करतो जे मला सूट होईल, आपण 4 वेळा आपल्या आरशामध्ये बघतो की हे छान वाटतंय का मला? आणि एकदम जेव्हा आपल्याला वाटतं ना, मी खूप छान दिसतेय किंवा अ, तेव्हा मग आपला कॉन्फिडन्स एकदम वेगळाच असतो, म्हणजे आपण तिथं बाहेर फिरायला गेलो तरी आपल्याकडे 4 लोकं बघत असले तरी आपला तो आत्मविश्वास अजून वाढत जातो. कारण की आपण स्वतः कम्फर्टेबल आहेत त्या कपड्यांमध्ये.
अरे वाह! खरंच. हम्म. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हम्म. अगदी बरोबर. <chuckles> नक्कीच. अगदी बरोबर. हं. अगदी बरोबर आहे. हं, हं, हं. बरोबर हं, हं. अगदी बरोबर बघा म्हणजे कपड्यांचा नक्कीच आपल्या आत्मविश्वावर विश्वासावर परिणाम होतो, नाही का? एखादं उदाहरण सांगाल का जेव्हा म्हणजे तुमच्या, कपड्यांमुळे असं काही म्हणजे अनुभवलं तुम्ही?
अगदीच.

अ, हो, आमच्या ना ऑफिसमध्ये एक अ, हे होतं, आपण बोलतो ना की एक असं फंक्शन होतं की तेव्हा तुम्ही एक अ, असं आपण म्हणतो की ट्रेडिशनल वगैरे वेअर करून या किंवा एक अँटिक अ, असं काहीतरी करून या की बेस्ट वेगळं काहीतरी होतं, तो एक डे होता. आठवतं नाही मला खूप-खूप वर्ष झाले आणि तेव्हाही ना की अ, अ सगळ्यांचं असं होतं की वेगळं काहीतरी की जे आतापर्यंत घडलेलंच नव्हतं, कोणी असं घालून आलेलं की वेगळं दिसलं पाहिजे. मग प्रत्येक जण होतं की नाही ट्रेंड चालू आहे, मग कोण कसं, तर कोण कसं? पण मी ट्रेंड नाही फॉलो केलं, मला कम्फर्टेबल पाहिजे होतं ना, कारण की मी छान दिसली पाहिजे स्वतःसाठी. की ते मला सूट झालं पाहिजे. मग मी असाच एक अ, एक कॉटनची साडी म्हणजे घातली होती एकदम आणि अ, कॉटन म्हणजे एकदम आपला जीव की प्राण असतो. साडी आणि त्याच्यात कॉटन म्हटल्यावर एकदम हलकं-फुलकं अंगाला एकदम मस्त बसणारी साडी आणि त्याच्यावर पण ज्वेलरी एकदम अशी आपण सिल्वर क सिल्वर ज्वेलरी असताना तो म्हणजे ट्रेंड होताच, पण एवढं नव्हतं त्याचंवाल काही. अ, हो, पण मी ती घालून गेली होती ना आणि आपण बोलतो ना की मी कधीच ट्राय केलं नव्हतं हे असं कॉटनची साडी आणि हे आणि जेव्हा स्वतःला मिररमध्ये बघितलं की मला असं वाटलं की मी तर खूप प्रोफेशनल वाटू राहिली, म्हणजे ह्या साडीमध्ये <chuckles> म्हणजे
अच्छा. हं. ओके. वेगळं हां. हं. अच्छा. हं. हां. बरोबर. हां, हां. हं, हं, हं. बरोबर, बरोबर. हं, हं. अगदी. हं, हं. अच्छा. <chuckles> हं. हां, हां नक्कीच हां. हां, हां, हां, नक्कीच कॉटनमुळे आपला लूक ना नक्कीच प्रोफेशनल दिसतो आणि ऑफिस बरोबर.
अ, हो तर रिच लूक वाटतो एकदम स्वतःमध्ये. तर तेव्हा आणि अ, असं कधी ऑफिसला घालून गेली नाही, कारण की आपलं रेग्युलरचं जे कम्फर्ट असतं आपलं जीन्स वगैरे मस्त, ते असं जायचं, पटकन यायचं, ताण नाही ते एकदा घालून गेली आणि मला ते खूप कम्फर्टेबल पण चालायला वगैरे, बसायला, उठायला खूप छान वाटलं आणि ऑफिसमध्ये गेल्यावर सगळ्यांचे छान गेटअप होते, असं कुणाचं नव्हतं. पण आपण म्हणतो ना, ते कम्फर्टेबल नव्हते, ते सारखं विचारायचं कोणी येऊन की अ, "ए माझं इथून निघालं का गं? ही माझी साडीची पिन निघाली का गं? ही माझी साडी, माझं हे, हेअर स्टाईल निघाली का?" मी म्हटले त्यांना की तुम्हाला स्वतःला एक अ, छान दिसायचं होतं, मग तुम्ही कम्फर्ट अ, म्हणजे का कम्फर्ट असं वेअर करायचं काहीतरी की जेणेकरून तुम्हाला कम्फर्ट पण वाटेल आणि त्रासही होणार नाही, ते म्हणजे टोचण्या टाचण्याचा किंवा कसलाही, तर अ, पण माझा म्हणजे त्यांना ना, त्यांनी मला खूप कॉम्प्लिमेंट दिले खूप लोकांनी की म्हणजे तुम्ही खूप वेगळ्या दिसताय एक कसं, असं वाटतंय की आमची बॉस आलीये आज <chuckles> ऑफिसमध्ये.
हां, हां, हां. नक्क नक्कीच. नक्कीच. हां, हां. बरोबर म्हणजे आपलं लूकपण तितकाच महत्वाचा असतो नाही का आणि आपण जे कपडे घालतो त्यामध्ये आपल्याला कम्फर्ट वाटणं फार महत्वाचं आणि गरजेचं असते.
अगदीच हो, कारण की आपली बॉडी लँग्वेज पण बदलून जाते. जेव्हा आपण असं असं बघा ना, जेव्हा जीन्सवर जातो किंवा ह्याच्यामध्ये, तर अस आपली बॉडी लँग्वेज वेगळी असते. साडीवर गेल्यावर पण वेगळी होऊन जाते बॉडी लँग्वेज आणि त्याच्यामुळे ते आपला एक आत्मविश्वास वाढतो लगेच.
अगदी बरोबर. हो, हो नक्कीच. तर अ, कपड्यांच्या ब्रँड किंवा मग काही मुख्य रंग किंवा घटक किती महत्वाचे आहे, असं वाटत तुम्हाला?